हो, हो, हो, हो, नाही. तर कसं आहे माहिती आहे का. हं, नि निसर्ग तर निसर्गाचं काम करतो आहे मला वाटतं आणि चोख करतो आहे. म्हणजे आपण ज्या प्रमाणात प्रदूषण करतो आहे, ज्या प्रमाणात आपण वृक्षतोड करतो आहे, ज्या प्रमाणात आपण नासधूस करतो आहे, त्या अं, पण तरी निसर्ग अ, आपल्याला दयाळूपणाच दाखवतो, असं वाटतं ना <chuckles> म्हणजे, म्हणजे तसं बघायला गेलं तर. थोडाफार ठीक आहे, पुढं मागं होतं आहे, पण अ, कसं आहे ना, की बरेच घटक असतात, ते आधी कसं आपल्याला वाटायचं, की निसर्ग कोपला वगैरे, पण आता कुठं सायन्सने आपल्याला कळालं आहे ना, की चक्रीवादळ वगैरे असतात. कुठं काहीतरी, तर पाऊस पुढे मागे कधी-कधी काय असतं ना, की दिवाळीत पण पाऊस पडतो. तर मुळात जे सणांचं टायमिंग आहे, थोडं विस्कळीत होतं, बरं का, आणि ते होतं म्हणजे अ‍ॅक्चुअली, पण कसं आहे ना, की शेवटी तो निसर्ग अ, मला वाटतं ना, की सर्व अ, सगळ्यात जास्त त्याच्याकडंच पॉवर आहे. म्हणजे आपण तरी काय ह्या गोष्टी डिसाईड नाही करू शकत. तर आपण अ, म्हणजे सण आले आणि निसर्ग खराब झाला असं म्हणण्यापेक्षा, <chuckles> आपण त्याला कारणीभूत आहेत, हे एक गोष्ट समजून घ्यावी आणि दुसरी गोष्ट जी आहे ना, की अ, आपलं जे मराठी महिने असतात ना, ते पण कसं आहे ना, चंद्रावर आधारित आहे ना. मग चंद्रावर आधारित अस आहे की हो, म्हणजे बघा ना, आपलं पौर्णिमेनंतर आपला नवीन महिना सुरू होतो ना, अमावास्येनंतर दुसऱ्या दिवशी. चंद्रावर आधारित आहे आपलं आणि म्हणून काय होतं ना, की आपलं वर्ष हे काय 365 दिवसांचं नसतं. मग अ, म्हणून काय असतं ना, की आपलं वर्ष लवकर संपतं आणि म्हणून आपल्याला एक 4 वर्षांनी नाही का, आपला एक अधिक महिना असतो बघा, की एक महिना एक्स्ट्रा.
हं. हं. बरोबर. हं. <chuckles> नक्कीच, हो. हं. बरोबर, हो. हं. बरोबर, हो. <chuckles> हं. हं. असं का? हं. बरोबर, हं. हं. बरोबर. हो, नक्कीच, नक्कीच. तर ते अधिक मासबद्दल आपण काही सांगू शकतात का, थोडं जास्त?
ते बॅलन्स करण्यासाठी. म्हणून त्यात हो ना, तेच ना, म्हणजे बघा ना, की आपला चंद्राचं जी असते ना, चंद्र 28 दिवसातच पृथ्वीला प्रदक्षिणा पूर्ण करतो ना. 28-29 दिवसामध्ये. ते म्हणजे पौर्णिमा आणि अमावस्या. तर हे चक्र फक्त 28-29 दिवसाचंच आहे आणि आपले जे महिने आहेत इंग्रजी महिने, ते 31 वगैरे महिन्याचे, दिवसाचे असतात ना आणि ते सूर्यावर आधारित आहे तसं.
हं. बरोबर. हं. हं. बरोबर.
मग काय होतं ना, की ज्यावेळेला आपण 28-28-28 कॅल्क्युलेट करतो ना असं, तर दरवर्षी काय होतं ना, की मराठी अ, <chuckles> जे आहे ना, तर ते लवकर, लवकर, लवकर यायला लागतात, नवीन वर्ष म्हणा किंवा महिने. हे बॅलन्स आउट करण्यासाठी त्यांनी काय केलं, की जे डिफरन्स तयार झालेले आहेत, तर त्याचा 1 महिना तयार करून तो एका वर्षी घातला जातो. <chuckles> म्हणजे 4 वर्षांनी कसं आपला लिप येतो. तसं हे अधिक
हं. बरोबर. हं. असं? लीप इयर येतो. बरोबर, हो.
तसं मराठीमध्ये आपलं, <chuckles> अधिक महिना आपण त्याच्यामध्ये घालतो, तर ते अशा प्रकारचे काय होतं बॅलन्स होतात गोष्टी आणि मग सांगायचं तात्पर्य एवढंच, की मराठी महिने हे पुढं-मागं होत असतात. म्हणून पण कधी-कधी आपण म्हणतो ना; की दिवाळीत पाऊस कसा काय आला कधी? किंवा नाही तर ह्याच्यामागे हे पण एक कारण कधी-कधी असतं, की सण पण लवकर येतो. <chuckles> म्हणजे महिन्यांमुळेच मराठीमध्ये, तर त्याचं पण एक कारण असू शकेल.
अरे वाह! हम्म. बरोबर, हो. हं.